पण सायन्स साइड असल्यामुळे तुमच्याकडे इतरांपेक्षा जरा ऑप्शन भरपूर होते, असं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे आता कॉमर्सला कसं मर्यादा असतात की बाबा तुम्ही सी-ए, सी-एस किंवा असं बी-कॉम वगैरे असं करू शकता किंवा आर्ट्सला लिटरेचर म्हणा किंवा प्रध प्राध्यापिका वगैरे असं काही असतं. तसं सायन्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन होते का त्यावेळी म्हणजे अदर दॅन टेक्नॉलॉजी?
हं. टेक्नॉलॉजी सोडून म्हणजे दुसरं मग असंच अ, दुसरं काही डिप्लोमा वगैरे करायला जा, म्हणजे पहिले माझ्याकडे कसं आहे माहिती आहे का, 12वी नंतर 4-5 ऑप्शन आपल्याकडे असतात, एक पहिलं असतं की आणखीन पुढे अ, सिंपली कोणतंही हे करा नाही का, आर्ट्स करा किंवा सायन्स सायन्सला जा किंवा काय म्हणतो आपण बायोलॉजीला, मेडिकल फील्डला जा किंवा डिप्लोमा जे म्हणतो आपण तिकडे जा, आ, तर असे 4-5 ऑप्शन होते तर त्यातल्या त्यातही मी इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं. आणि एक्झाम वगैरे असते इंजिनिअरिंगची, ती जेव्हा क्रॅक होते, हां, हां. ए-आय ट्रिपल ई म्हणा, किंवा सीसॅट वगैरे असतात भरपूर एक्झाम. तर त्या क्रॅक केल्यानंतर अ, मी अ, हे आलो, म्हणजे इंजिनिअरिंगला आलो, तर हा हं, हं, हं.
बरं. हां. बायोलॉजिलच. हां हो, तिकडे जा, हां. हो, हो, ती हार्ड असते. हो, ट्रॅक असतो. भरपूर असतात. ॲडमिशन मिळालं का, हां. मग ते ॲडमिशन मिळाल्यावर त्यात आणि पर्याय तुम्हाला भरपूर अवेलेबल होते का, तसं म्हणजे
भरपूर होते, मग त्यातल्या त्यात आणखीन सांगायचं झालं माझं कॅरियर जसं पुढे एकदा झालं, मी इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आणि इंजिनिअरिंग नंतरही मला भरपूर क पर्याय सुरू झाले आणखीन नाही का. एम-बी-ए करायचं आहे की अ, सिविल सर्व्हिसेसला जायचं आहे, की जॉबच करायचा आहे डायरेक्ट. अ, की बिझनेस करायचा आहे स्वतःचा असे खूप सारे पर्याय जेव्हा येतात ना, तर नक्कीच स्थान येतो आणि मी असं म्हणेन की जितके पर्याय आपल्या आयुष्यामध्ये कमी असतील ना तेवढा आपल्याला डिसिजन घ्यायची अ, टाईम असतो हा डिसिजन घ्यायची प्रक्रिया असते, ती फास्ट होते असं मी म्हणेन, अ, जास्त पर्याय असतं एवढं चांगलं पण नाही आहे गोष्ट.
हां. हां. हो. हां. हां. तेवढं फास्ट होते. हां, हां. म्हणेन हां, मग तो मग?